हो, म्हणजे ते असते ना खरखर, खरखर. किंवा मग ते पाते बघा, आता ते असं सर्कलमध्ये ज्या हे असतात रिंग्स नाही का, त्या आता थोड्याश्या लूज झाल्यामुळे जेव्हा फॅन चालू केला त्याचा आवाज येतो, पण तो आवाज काही कर्कश नाही वाटत. त्यामध्ये आवाज तर कर्कशच असतो, पण ते कुठे ना कुठे आपल्या आजोबांनी दिली आहे ही जी फिलिंग असते ना, त्यामुळे त्याचा कर्कशपणा सुद्धा दूर होऊन जातो.
हं. हां, हां. ओ. नक्कीच, नक्कीच. आणि एखादी जुनी वस्तू असते ना, म्हणजे आपण कसं म्हणतो ना, एखादा जुना कॉइन आपण कसा जपून ठेवतो. तर त्याची वेगळीच अ, बऱ्याच वर्षानंतर त्याची किंमत वेगळीच असते. म्हणजे तश्या टाइपचा तो तुमचा एकदम अ, ओल्ड काय म्हणतो, विंटेज म्हणतो ना आपण त्याला? विंटेज फॅन झाला असेल, सगळ्यांना एकदम तो अ, घरात पण एखादं असं ए ठेवतो ना, एक शोभेची वस्तू.
हं. नक्कीच. हं, हं, हं. ओल्ड विंटेज. <chuckles> नक्कीच! अ, शोभेची वस्तू आणि हां, शोभेच्या वस्तूंवरून आठवलं हां. मी फक्त माझ्या त्याची वस्तू आणली, म्हणजे माझ्या आजोबांनी जो मला फॅन दिला होता तो. माझ्या आईनी काय केलंय ना, माझ्या माहेरी, म्हणजे आमचं घर असं थोडंसं जुन्या पद्धतीच होतं. तर अ, आधीच्या काळात बघा, म्हणजे भांडी वगैरे तांब्याची भांडी असायची, पितळीची भांडी, किंवा मग अ, ते असतात ना भांडी, स्टोव वगैरे, तर माझ्या आईनं आजीच्या काळातली जेवढी सगळी भांडी होती ना, ही मोठी-मोठी, म्हणजे, माझी आजोबा तसे
हां. हं, हं. हो, आधीची एकदम मजबूत होती आणि वजनदार असायचे.
हां आणि माझी जी आर्थिक परिस्थिती होती ती गावात तेव्हा छान होती. म्हणजे, आजोबांच्या काळामध्ये, तर आजींकडे ना असे मोठे-मोठे भांडे होते. म्हणजे, पितळेचा गंज, ज्याच्यामध्ये 100-200 लोकांसाठी भात होईल असा. किंवा मग हां, हं. आणि तो कोपर असतो ना, अगदी मोठा म्हणजे 20-1 किलो वजन असेल एवढा मोठा! म्हणजे अगदी बघूया 20, 20 ते 30 किलो जरी त्याच्यात गव्हाचं पीठ टाकलं तरी ते सहज आपल्याला म्हणजे अ, काय म्हणतो मळता येईल, एवढा मोठा. हां!
नक्कीच. अच्छा! हां, एवढा! अरे बापरे! काय बोलताय? एवढं मोठं!